हो, अगदी उपयोगी पडतं. आता काय सोशल मीडियाचा जमाना आहे, तर आपल्याजवळ भरपूर काही प्लॅटफॉर्म्स आहेत. Facebook आहे, Instagram आहे, त्यातल्या त्यात Whats WhatsApp ही आहे. आणि याच्याद्वारे काय होतं ना, आपण त्यांच्याशी कनेक्टेड असतो कुठं ना कुठे. आणि WhatsAppवरही आपले काही ग्रुप असतात मित्रांचे की शाळेतला ग्रुप असतो, कॉलेजला मधला ग्रुप असतो की ज्याच्यावर काय चॅट होतच असते किंवा मग काही गोष्टी शेअर केल्या जातात आणि बऱ्याच अशा वेळा होतं की जुन्या आठवणी, काही फोटो काही पोस्ट होतात. मग ते कम्युनिकेशन सुरू होतं, मग तो कॉल केला जातो, सगळ्यांना ग्रुप कॉल केला जातो. तो एक फार छान क्षण असतो, की ज्यावेळेस सगळे अव्हेलेबल असतात, भलेही कोणी कामात असतो, काही असतो, तो सांगतो, अरे माझी मीटिंग चालू आहे. चालेल, मग त्याला रागावून थोडंसं अरे, काय असं तसं. याच्यामुळे कम्युनिकेशन सोपं पडतं.
हं, हं, हं, हं. हो. बरोबर. हं. हां. अरे वाह! हां. अरे वाह! <chuckles> अच्छा, मग हे असं स्मार्टफोन आहे, तर व्हिडिओ कॉलिंगबद्दल तुम्ही सांगितलं, तर तुमच्या मित्रमंडळीसोबत तुम्ही व्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तुम्ही लोकांनी केली का कधी? सगळे एकासोबतच, म्हणजे व्हिडिओवरती आणि मग ते चाव-चाव, म्याव-म्याव सुरू, तिथे बोलणं, एकमेकांना बघणं, त्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं? लांब राहून पण एकमेकांना बघणं हो.
फार मजा ये फार मजा येते आणि बऱ्याच वेळा काय होतं ना? की अ, जेव्हा कॉल कनेक्ट होतो आणि च्या त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीमध्ये बघण्याची जी मजा असते, जसं एकदम कोणी कामात असतो, कोणी कसं असतं, ते चेंजेस पाहायला पण फार छान वाटतं. मग तो सांगतो, "अरे बाबा मी ह्या कामात होतो, तुमचा फोन आला, मला उचलावा लागला, आता काय करणार?" कुणी ड्रायव्हिंग करत असतो, कुणी ऑफिसमध्ये असतं, त्याला बोलता येत नाही. जो ऑफिसमध्ये असतो, कोणी घरी असतो, मग त्याला ते हेडफोन घालावा लागतो. सांगतो, "अरे, मला हेडफोन घालू दे" कारण की ते बोलण्याचा याचा त्याचा बाजूबाजूच्यांना त्रास नाही झाला पाहिजे किंवा मग एखादा असा चुकीचा शब्द नाही निघाला पाहिजे.
हां. हं. <laughs> हो, हो. हो. आणि त्यात एक गोडवा पण, गंमत पण आणि गोडवा पण त्यात की एकमेकांना बघायला भेटलं आणि कसं तरी लपून-छपून आपण ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचा प्रयत्न करत आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी तर सुंदर आणि सकारात्मक. पण मला सांगा, की स्मार्टफोन असल्यामुळे, काही नकारात्मक जसं आपण म्हणतो ध्यानभंग होणं किंवा म्हणजे प्रायव्हसी कधी-कधी नाही राहणं, त्या गोष्टीला कसं हाताळता तुम्ही?